मला तर वाटतं पैशासाठी किंवा एखाद्याची बघा, आता पॉलिटिशियन्स जे असतात, तर त्यांचं काय होतं, की अशा एखाद्या खोट्या बातम्या पसरवल्या, की त्यांचं जे फुटेज किंवा त्यांची जी प्रतिमा तयार झालेली असते काही 2 दिवसापूर्वी म्हणा, तर ती एकंदरीत कुठेतरी झाकली जाते आणि मग आपल्याला हे एका वेगळ्या नवीन वादामध्ये अ, गुंतवतात असं मला हं. तर मला तर वाटत
हां. गुंतवलं जातं. हां, म्हणजे कुठल्या करप्शनची केस निघाली, तर ती दाबण्यासाठी असं काहीतरी बातम्यांचं पेव फो म्हणजे फोडायचं किंवा हां.
हो, हो, म्हणजे हे स्वतःहूनच सगळ्या गोष्टी करतात आणि आपल्याला त्याच्यामध्ये घेतात एकंदरीत. आणि मग असं असतं, की तेव्हा तुम्ही Googleच्या रिव्हर्स इमेज वापरा, Google लेन्स वापरा, टाईनाय जे ॲप्स आहेत किंवा वेबॅक मशीन्स आहेत. या भारतातील मी तर म्हणेन, की सगळ्या आपल्या फॅक्टच्या अ, फॅक्ट चेकर साइट्स आहेत. त्यामुळे मला तर वाटतंय त्याचा फायदा नक्कीच होईल किंवा अल्ट न्यूज बघा तुम्ही, अ, बूम आहे, न्यूज चेकर आहे किंवा जे X आहे.
बरोबर. बरं. हां. ओके, म्हणजे तिथे अ, कशा म्हणजे रीचेक करू शकता का न्यूज, अल्ट न्यूज? हां.
येस, येस. नक्कीच तुम्हाला अ, म्हणू शकतो, की फोटो पण तुम्ही रिव्हर्स करू शकता इमेजेस आणि ज्या फॅक्ट चेकर्समध्ये नक्कीच, हे खरं-खरं आहे, की नाही हे तुम्ही तिथे बघू शकता. तिथे फक्त रिअल बातम्या, टाईमपास नसतात आणि आजकाल बघा ना, हे लोकं सांगतात, की इसने उसको ये किया हां, ह्यानी हे खाल्लंय म्हणजे काही त्यांचे हेडलाईन्स असतात आणि ते हेडलाईन्सच्या आतमध्ये कचरा भरलेला असतो एकंदरीत. म्हणजे काहीही आणि मी तर म्हणू शकते, की अ, म्हणजे एखाद्याची ते लग्नच काय लावतील मीडिया किंवा एखाद्याचं अ, काहीही करून टाकतात. म्हणजे हे खूप चुकीचं आहे मला तर वाटतंय आणि एखाद्याचं म्हणू शकतो, की बघा ना, हॉटेलमध्ये पण अ, एखाद्याच्या म्हणजे मी तर मला तर एक बातमी अ, कळली, की एक एकदा काय झालं, की आमच्या इथे जवळच एक मोठं रेस्टॉरंट आहे. जे खूप मोठं त्याचं नाव आहे.
हां. हां. हं. हो, हो, हो. नक्क हो. नक्कीच. हो, हो, हो, हो. अगदी. हं. हं. हं.
तर त्याला तिथे ना अ, आग लागली. त्याचं काहीतरी फायरच प्रॉब्लेम झाला आणि एकंदरीत एवढं मोठं जे हॉटेल होतं, रेस्टॉरंट ते जळलं पूर्ण अ, आणि खूप मोठं होतं ते आणि त्याचं किती नुकसान झालं असेल बघा. अ, तर लोकांनी कमेंट्स केल्या, लोकांना माहिती अरे, इसने म्हणजे ह्यांनीच जाळलेलं आहे. ह्याला इन्शुरन्स पाहिजे म्हणून एकंदरीत. तर मग अ, त्यांनी मग नंतर 4-5 दिवासांनी पोस्ट टाकली, की कुठला कोण असा येडा आहे, की त्याला इतकं मोठं त्याचं हॉटेल चांगलं चालतंय, इतका त्याला फायदा होतोय आणि इतकं म्हणजे भारी होतं. वरती त्यांनी पूर्ण जंगल तयार केलेलं आणि अ, म्हणजे बाहेर पूर्ण त्याने प्रिन्सेससारखा एक महाल बनवलेला. मग तो तेच म्हणाला, की मी का जाळेन ना ह्या गोष्टी, मला काय फायदा मिळणार आहे ह्याच्यातनं?
हो. नग मग काय आहे. हो ते आणि काय वेगळंच. हो. हां. वॉव! हो ना. हां, म्हणजे काही शहानिशा न करता काहीही बोलायचं, काहीही हो.
हो, मग लोकांनी टीव्ही वर वगैरे तेच दाखवलं, की क्या इन्होने असं याच्यासाठी केलं असेल का, मग लोकांना वाटेल त्यासाठीच केलंय <chuckles> असं झालं.
<chuckles> आणि त्यात डिबेट शो किंवा काही एक्सपर्टची मतं पण नोंदवतात आणि त्यात खुळे कुठले. <chuckles> तर मग विश्वासार्ह स्त्रोत ओळखताना तुम्ही कोणत्या निकषांचा वापर करता?
हो ना. काहीही असतं.